नाही खरंच. आता जसं तुम्ही सांगितलं की अ, मू म्हणजे की जसं की तुमची चिड-चिड वगैरे झाली. थोडा मूड ऑफ असेल, तर मग तुम्ही काही पण खा. पण असं होतं का की वेळेवरच जेवण नाही मिळालं
हं, हं. हां, हां.
जर त्याचा टायमिंग चुकतोय, तर मग आपली आणखीन तेव्हाही मूड खराब होतो, कारण की कसं असतं, की एकदा चिड-चिड झाली तर आपण काही खातो. पण जर त्या वेळेवरच आपल्याला अन्न मिळत नाही, तर मग पूर्ण मूड ऑफ होऊन जातो. असंही होतं का की आपली चिड-चिड आणखीन वाढायला लागते?
हां, हां हो, हो. हं, हं हो. हो, हो. होतं ना म्हणजे माझ्यासोबत खूप होतं, असं की आणि मी असं बरंच बघितलंय की अशी भूक लागली ना की मग माणूस अ, असं हे करतो, की आता काय करायचं? पण आता समजून घ्या, की आता ऑफिसमध्येच आहे बघा. मीटिंग समजा चालू आहे आणि ती जास्त लांबली. तर मग काय करणार ना? बसावंच लागणार. पण काय होतं माहितीये का सगळ्यात <chuckles> हां, त्याला काही ऑप्शन नाही ना. मग ते ना मग काय होतं माइंडचं सगळं लक्ष्य मीटिंगच्या ऐवजी किंवा तिथलं काय महत्त्वाचं आहे? आता हा कधी बंद करेल, कधी जायला मिळेल. मग काय आणलंय टिफिनमध्ये? हां, हे थांबत का नाहीये? असं सुरुवात व्हायला लागते आणि मग ती चिड-चिड होते, <chuckles> की आता हे कधी बंद होणार, मग काय होतं माहितीये का? कामाच्या प्रॉडक्टिव्हिटीवर येतं. कारण असं नाही होत, की कितीही काही झालं तरी नाही कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा फोकस्ड आहे असं नाही होत. त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट खूप असतो, म्हणून बघा असं तुम्ही जर अ, मे बी तुम्हाला आठवत असेल किंवा आपल्याकडे असं सकाळी म्हणायचे की, "फक्त चहावर नाही निघायचं, काहीतरी खाऊनच निघायचं." कारण तर दुपारच्या यायच्या पर्यंत तुम्हाला त्याची हे राहिली पाहिजे. म्हणून मग काहीही पण नाही खायचे बघा अ, आपल्याकडे असं असतं की ड्रायफ्रुट्सचं हे काहीतरी खा, पोहे खा, दूध घे, अ, त्या दुधासोबत पराठा खा. म्हणजे अ, आज-काल कसं झालंय एक अ, डायटचं फॅड आलंय ना, "नको इतकं नाही खायचं, सकाळी एवढं नाही खायचं, वजन वाढतं." हां. किंवा "मग मला वेट लॉस करायचाय तर मी हे एवढं हेवी नाही खाणार." पण ते आपल्याला ना दुपारच्या वेळेपर्यंत अ, अ, सस्टेन करतं आणि सगळ्यात जास्त काय होतं, बॉडी नाही सस्टेन राहिली तर मग माइंड तर म्हणजे त्याला फक्त एक ट्रिगर पाहिजे असतो. ते लगेच अनबॅलन्स्ड होतं, नाही करू शकत कोणी काही.
हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हो. हो, हो. तो ऑप्शन अस हं, हं. हं. हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं. <chuckles> हं, हं. हं. फरक पडतो. हं, हं. हं, हं. हो. हं, हं. हो. बरोबर. हां. हो, हो, हो. असतं. हं, हं. हां. थोडंच खायचं. <chuckles> हं, हं, हं. अ, हां. हं, हं. बरोबर. हं, हं. धन्यवाद.

आज मूड ऑफ आहे.
अ, कसं आहे हो, हो. असतं ना. मूड ऑफ असलं की नाही जेवायचं किंवा मग अ, म्हणजे अनहेल्थी गोष्टी करायच्या. कारण अ, कसं असतं, की अ, आपण जे अ, चिड-चिड करतो किंवा जो पण स्ट्रेस असतो ना, तर ते आपल्याला त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेशन असतं. मग अ, काय होतं जी गोष्ट महत्त्वाची तिला आपण दुय्यम देतो स्थान, की नाही खायचंय. नाही मूड आहे. जेव्हा की अ, खरं तर त्याच्यावरच सगळं असं आपलं डिपेंड नसतं म्हणजे असं अ, अ, विज्ञानातच आहे म्हणजे असे संशोधन केलेले आहे त्याचे, की आपण कसं करतो, पण जेव्हा की आपण त्या गोष्टी केल्या पाहिजेत म्हणजे असं असतं ना, की चिड-चिड झाली, हे झालं तर पहिले आपल्याला म्हणतात, की "पाणी पी, शांत बैस, बरं वाटेल." म्हणजे शेवटी पाणी पण तसंच काम करत ना, की ते आपल्याला शांत करत. मग जर ते शांत करत तर म्हणजे मग आपण अ, आपल्याला जर खायचं असेल, असं काही द्यायचं असेल, तर बघा म्हणजे घरातले असतात ना, असं दिल्यावर थोडसं काहीतरी मग गोड खायला देतात, की आपण शांत बसू, असं थोडंसं बरं वाटेल, थोडसं मूड चेंज होईल. आणि सहसा काय केलं जातं अशा वेळेस आपल्याला जी आवडते ना गोष्ट खाण्याची म्हणजे जी आपण अशी कधीतरी खातो, ती पण आपल्याला दिली जाते, की असं आवडतं दे त्याला म्हणजे असं मूड चांगलं होईल. तर अशा गोष्टींचा प्रभाव पडतो, पण नेमकं काय होतं, की अ, आता असं झालेलं आहे चिड-चिड अशी झाली ना, मग चिप्स खा, मग तो असं काहीतरी अ, हां, असं ज जंक फूड खा. मग मला वडा पाव खायचाय, खायचं आहे असं नाही, त्या चिड-चिडमध्ये जाऊन ते तेच घ्यायचं, ते तसंच खायचं, मग अजून हां, आणि मग कसंही खायचं. जसं ते अ, केक खातात, पेस्ट्री खातात किंवा मग कोल्ड ड्रिंक्स अ, आपण घेतो, की कोल्ड ड्रिंक पिऊया. म्हणजे काय होतं बघा चिड-चिड वगैरे झाली, तर पाणी पिल्यावर शांत वाटतं. पण आपल्याला असं कधी वाटतं, की थंड कोल्ड ड्रिंक प्यायले की मला आता जरा बरं वाटेल, पण ते तसं नाही होत. हां, हां म्हणजे आपलं असं कन्सेप्ट आता आजकाल खूप बदलला आहे. पण काय होतं पिताना थंड छान वाटतं. पण जेव्हा ते आपलं असं तुम्ही ऐकलं असेल डोपामाइनवर जेव्हा काम करतं ना, तेव्हा ते हां. पण मग ते वेगळं काम करतं, मग ते अजून चिड-चिड वाढवत, मग ते अजून आपले गट्स जे असतात ते अजून खराब असे हे व्हायला सुरुवात होते. म्हणजे सायंटिस्टच तेच म्हणणं असतं, की तुम्ही अ, त्यावेळेस अ, जास्त स्वीट खातात, पण मग स्वीट पण कसं आहे, की अ, आपण असं घरातलं नाही खात ना, बाहेरचच खातो.
हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हां, हां. हं. हं, हं. बरोबर. हं. अच्छा. हां, हां. हो. बरोबर, बरोबर. हां, हां. हां, हां. हो. अगदीच, अगदी. हं. हं, हं. हं, हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं. हं, हं. हो, हो. <chuckles> हो, हो. हं, हं. हं, हं. <chuckles> अच्छा. <laughs> हं, हं. अच्छा. आह, हो. जे दिलं ते खाते. हं, हं. हो. हं, हं. हं, हं. हं, हं. बरोबर. थंड. <laughs> अच्छा. हां. हं, हं. हं. <clears throat> हं. काम करतं. हां, हां. हो. हां, हां. अरे देवा! हां, हां. बाहेरच खातो. हो. डिपेंड की आपण कुठे आहे. हं, हं.
पेस्ट्री खायची आहे. अ, हां, हां. डिपेंड ना ते, की आपला मूड जर खराब आहे किंवा कधी-कधी होतं ना, मूड खराब आहे, तर आपण घरातून बाहेर चालायला लागतो, मग बाहेर जे आपल्याला दिसतं म्हणजे असं जे अपीलिंग वाटतं, मग ते आपण काहीही खातो, असं होतं. तर मला असं वाटतं, की हे जे चेंजेस झाले ना, तर अनहेल्थी नाहीच खाऊ त्या गोष्टी कारण त्या वाढतात, असा माझा अनुभव आहे.
हं, हं. हं, हं. हं. हं, हं, हं. हं. अगदी, अगदी. हं, हं. हम्म. अगदीच.

अ, हो. आणि त्याला कारण मी हे सांगेल, की लहानपणापासून आपल्याला जे दिलेलं असतं ना, आपल्याकडे परंपरा, कुटुंब या गोष्टी खूप असतात. आणि क्वचितच असं कोणी म्हणेल की नाही आमच्या आम्ही एकत्र कुटुंबातून नाही आलेलोय, आम्ही एकटेच राहायचो क्वचितच असं. अगदी थोडं लहानपणी का होईना, आपण ऍटलिस्ट आजी-आजोबांकडे तरी जायचो, मामा आहे का, मावशी आहे, असं म्हणजे असं बरंच असतं. तर सगळं कसं असतं माहितीये का की आपलं सगळं त्याच्या भावना जोडलेल्या असतात. म्हणजे अ, गणपतीचा आहे, तर जेव्हा आपण जेव्हा हे सगळं करतो मग ते मोदक असतात मग सगळे मिळून करतात. र आणि कसं असतं की देवाला द्यायचंय, म्हणून ना, आपण खूप छान अ, अ, अ, म्हणतात ना की हे वापर हां. आणि हे जे आणतात ना, वस्तू पण, की अरे नाही तूप चांगलं पाहिजे, हे सगळं चांगलं पाहिजे, आपल्याला प्रसादाचं करायचंय, सगळ्यांसाठी बनवायचं आहे. तर ते इतकं मनापासून सगळं बनलं जातं, कारण घरात अजून 4 लोकं आलेली असतात, पाहुणे असतात, छान वाटतं आणि मग अजून आपल्या वयाची जर काही असते जेव्हा आपण लहान असतो, मग ती मस्ती असते आणि मग ते गरम-गरम मोदक बनवले की मग ते आपल्याला असं होतं, की अरे आपण सगळे खाऊया. मग आपल्याला बोलतात, की "नाही अजून ते देवाला द्यायचंय हां, मग तुम्ही खा." मग तो एक वेगळा आनंद. ते देवाच्या इथे ठेवलं अरे द्या, द्या, द्या. मग ते एक वेगळ्या भावना जोडलेल्या असतात तो आनंद हां, मग जरी आपण 2 लोकं राहत असलो आणि ज त्यावेळेस जरी तो मोदक बनला ना, घरात, तर त्या सगळ्या आठवणी येतात. आणि मग तो आनंद वेगळा असतो. मग तो खातानाही आनंद खूप वेगळा असतो. त्याच्यामुळे ते असं मन मन असं भरून येतं आणि असा एक वेगळा आनंद मग, त्याने काय होतं माहितीये का, की अ, जेवढी आपल्याला एनर्जी, इम्युनिटी मिळायची ती दुपटीने मिळते. त्यामुळे ते म्हणतात असं, की खूप लोकांच्या चेहऱ्यावर बघा एक वेगळंच तेज असतं. कारण त्या भावना त्या आपण जोडलेलं जे असतं ना, सगळं फॅमिलीशी ते सगळं असं बाहेर येतं. असं ते छान दिसतं, असं म्हणतात.
हं. बरोबर. हं, हं, हं. हं, हं. हं, हं. अ असायचं. हो. हं, हं. बरोबर. हो. हं. हां. टेस्टी एकदम. <chuckles> हं, हं. मनापासून बनवतो त्याला. हं, हं. हं, हं. हं, हं. हां, हां. बरोबर, हो, हो, हो. हं. <chuckles> हां, हां. हो, हो. एकदम फ्रेशनेस. हं, हं. हं, हं. हो. क्या बात है. हं. हं, हं. येस. आण हो, हो, हो. हां, हां. हं, हं. अ नाही, नाही, खरंच. अ, नाही तसंच होतं कारण की सण-समारंभामध्ये आहे ना, नाती घट्ट होतात आणि अन्न ते प्रत्येकालाच प्रसन्न करतं. आणि खरंच खूप छान पद्धतीने तुम्ही अ, सर्व गोष्टी सांगितल्यात. अ, नक्कीच मला तुमच्याशी आणखीन विषयावरही संवाद करायला आवडेल. तुमचे मनापासून आभार आणि खूप-खूप धन्यवाद!
हो, हो. नक्कीच, खूपच छान संवाद झाला तुमच्याशी हे बोलून खरंच खूप छान वाटलं. नक्कीच पुन्हा बोलूया धन्यवाद.
हं, हं. धन्यवाद.